आणि मग अ, कधी असं होतं का की म्हणजे लाईव्ह स्पोर्ट्स आपण टीव्हीवर बघतो, तेव्हा आपलं असतं ना काहीतरी पिझ्झा ऑर्डर करून खाणं किंवा मग कधी-कधी असं अ, म्हणु शकतो काहीतरी स्नॅक्स, ते बघत-बघत अनुभव तुम्हाला कसा वाटतो, म्हणजे घरातलं वातावरण कसं असतं आणि अ, ते म्हणजे म्हणतात ना, की स्टेडियममध्ये पण बघा ना लोकं असा पूर्ण गर्दीचा आवाज असतो. आणि मग घरामध्ये असा काही आपला अ, म्हणजे मजा घेत खाणं वगैरे, असं पण असतं. मग त्यामध्ये तुम्हाला काही फरक जाणवलाय का किंवा मग एकदंरीत टीव्हीवरची कॉमेंटरी असते. आणि मग घरातलं वातावरण. मग त्याबद्दल तुम्ही काय सांगाल थोडक्यात?
हं, हं. हं, हं. हं, हं. घरातलं वातावरण आणि समजा आम्ही जर लाईव्ह, जर अ, समजा तिथं ग्राउंडवरच पाहताय, तर तिथं तर फक्त एकच लक्ष राहतं सगळ्यांचं त्या क्रिकेटवरती. पण घरामध्ये आहे ना भरपूर गोष्टी चालू असतात. मला असं वाटतं, की घरातील प्रत्येकालाच मॅच आवडते, असं नसतं किंवा मला जो खेळ आवडतो, तो सर्वांनाच आवडतो, असं कदाचितच होतं.
हं. बरं. हं. बरोबर.
आणि म्हणून प्रत्येकजण आपलं-आपलं काम करत राहतो. कधी-कधी घरातल्या लोकांनाही वाटतं, लाईव्ह चालू आहे, तर आमचे कार्यक्रम बंद आहे आता.
हं.
असंही होतं कधी-कधी, तर अं, म्हणजे त्यांना ही ते टीव्ही, <chuckles> टीव्ही पाहत <laughs> हं.
बरोबर. <chuckles> कधी होईल ती मॅच. अरे काय यार, कधी ती मॅच. नुसती मॅचच बघतात. काय दुसरं आहे की नाही? <chuckles>
ते सासबहु विसरायला <chuckles> त्यांच्या मालिका तुटल्या जातात कधी-कधी आणि म्हणून मी तुम्हाला अ, विचारलं, की कधी टायमिंग राहतो मॅचचा सहसा, तर तुम्ही म्हटले की 07.00 वाजता.
हं.